बरं. हे व्हीआर सेट काय? हां. थ्रीडीमध्ये.
एक अगदी जे थ्रीडी, व्हीआर सेट म्हणजे मोबाईल आपल्या ते ग्लासेसमध्ये टाकायचा आणि एकदम थ्रीडी आपल्याला व्ही व्हिज्युअल येतं. की आपल्या एकदम डोळ्यासमोरच ही गोष्ट अ, घटना घडते आहे आणि आपण तिला लाइव बघतो आहे. असं.
अच्छा, अच्छा. अच्छा. ओके, ओके. छानच मस्त आणि मग अ, अ, तुम्हाला असं वाटत नाही का की कोरोनाच्या काळापासून मग ही स्ट्रीमिंग इंडस्ट्री बूम व्हायला लागली वगैरे असं काही वाटतं का तुम्हाला?
हो. हो नक्कीच, अ, म्हणजे कोरोना हा या स्ट्रीमिंग इंडस्ट्रीचा जनक म्हटला तरी चालेल. कोरोनाकाळी सर्वे लोक घरात बसलेले होते. त्यांना बाहेर नवीन पिक्चर ज्या बनून पडलेल्या होत्या यांना अ, रिलीज होण्यासाठी प्लॅटफॉर्म भेटत ना नाही होता कारण की सर्वे थिएटर बंद होते.
बरं. हां. नक्कीच.
मग, मग हे सगळे लोकांनी विचार केला की आपण काही आणि त्याच्या कोरोनाच्या पहिले Netflix हे चालू होतं, विदेशांमध्ये. ग्लोबल मार्केटमध्ये ही पद्धत चालू होती. पण भारतामध्ये असलं काही आलेलं नव्हतं तोपर्यंत. मग कोरोना लागला.
बरं. अच्छा मग ते त्यानंतर हळू-हळू यायला लागलं का? का त्याच्या आधी नव्हतं?
हो, कोरोना लागला त्याच्या आधी अ, विदेशांमध्ये हे चालत होतं. पण ते एवढं प्रचलित नव्हतं. मग काय झालं, कोरोना लागला, सर्वे लोक घरात बसले पूर्ण जग घरात बसलं आणि कोरोनाच्या कोरोना चालू होता आ किंवा त्याच्या पहिले ज्या-ज्या अ, पिक्चर बनवून पडलेले होते किंवा ज्या मूव्हीज अ, अजून वेब सीरीज बनवून पडलेल्या होत्या, यांना रिलीज करणं हा सर्वात मोठा जे प्रोड्युसर आणि डायरेक्टर होते यांच्यासाठी ते खूप ताप होता डोक्याला. मग त्यांनी हे प्लॅटफॉर्म शोधले आणि याच्यावरती स्वतःचा पिक्चर टाकला. मग तो पिक्चर टाकला असताना लोक घरी होते. मग लोकांनी बघणं चालू केलं. या अशी प्लॅटफॉर्मबद्दल माहिती पडलं.
हां. बरं. हो. हां. हां. बरोबर. बरोबर. हं. हां. हां.
मग ते लोक बघायचे. मग त्याच्याने लोकांना आवड निर्माण झाली. घरातल्या घरात बघायला भेटतोय आणि आपला टाईम ही पास होतोय कारण की कोरोनामध्ये लोकांना टाईम पास करायचा होता.
हो, नक्कीच.

हो, नक्कीच. अ, थिएटर आणि हे जे स्ट्रीमिंग आहे, याच्यामध्ये खूप अंतर आहे. थिएटरमधली मजा वेगळी असते आणि या स्ट्रीमिंगमध्ये वेगळी असते. पण आत्ताचे लोक स्ट्रीमिंगला जास्त प्राद अ, हे म्हणजे हे देत आहेत, अ, पहला स्थान म्हणजे आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झाले. कारण की तुम्ही बघत असणार ना, अ, की जे मोठे-मोठे कलाकार आहेत, हे सगळे आता त्यांचे जे पिक्चर झाले, मग त्याच्यानंतर वेब सिरीज आपण ज्याला म्हणतो, ह्या सर्व वेब सिरीज ते आता या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आता ते अ, लॉन्च करता आहेत. तिथं त्यांचं अ, प्रमोशन करता आहेत. ते कशामुळे? कारण की आता जो लोक आहेत, हे या अ, हे या प्लॅटफॉर्मकडे जास्त वळलेले आहेत. अ, म्हणून ते इथं सगळ्यात इम्प अ, महत्त्व ते या प्लॅटफॉर्मला देत आहेत.
हां. हां. हां. हां. हां. हां. हो. नक्कीच. बरोबर. ऑडियन्स आहे, हो. हां. बरोबर, मग हे लोक वेळेअभावी करतायेत, का त्यांचा चॉईसच पूर्ण बदललाय आताच्या काळात? त्याच्याबद्दल काही सांगाल?
हे अ, लोकांकडे असलेला वेळ आणि लोकांचे बदललेले अ, चॉईसेस, याच्या दोघींच्या मिश्रणांनी हा ओ-टी-टी प्लॅटफॉर्म चालू आहे आणि याच्याने काय होतं ना की
हां. हां. बरं.
लोकांचा जो टाईम आहे, हा ही वाचून जातो
हां.
आणि प्लस अ, त्यांना काय असतं? एकाच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी ते संपवून टाकतात. जर आपण बघायला बसलो, समजा आता एखादी मी वेब सिरीज चालू केली आणि मी ती बघतोय, तर तिच्यामध्ये त्यांनी एवढा सस्पेन्स आणि थ्रिल टाकलेला आहे, की माझ्याकडून राहिलं जात नाही. मग मी पूर्ण रात्रभरमध्ये ती पूर्ण वेब सिरीज संपवून टाकतो.
बरोबर, हां. हां. हां. हां. बरोबर, एका झटक्यात संपवून टाकता म्हणजे जसं जमेल हां.
एका झटक्यात. म्हणजे शनिवार-रविवार भेटला म्हणजे ती वेब सिरीज संपली असं समजा तुम्ही.
<chuckles> बरोबर.
आणि मग आणि ते आता आजकाल तर ते उम्म, पिक्चरांपेक्षाही भारी-भारी वेब सीरीज बनवायला लागलेले आहेत.
हां. हो, हो, सस्पेन्स थ्रिलर अ, म्हणजे अ, एकदमच
जिच्याने लोक हो, ज्याच्याने लोक जास्त तिकडे वळतायेत. जास्त आकर्षक आकर्षण आकर्षित करत आहेत त्या गोष्टी लोकांना, त्या वेब सिरीज. जसं म्हणायला गेलं, की आताच नुकतीच चालली ती फॅमिली मॅन सीझन 3 तर ती कसं ना, लोक बरेच लोकांनी तिला आत म्हणजे एका रात्रीत बघून टाकली. मग तिच्यामधला तो सस्पेन्स आणि त्याच्यावरती ते सगळं तिचं प्रमोशन चालू आहे आताच्या, हल्लीच्या टायमाला.
बरोबर. हां. बरोबर. बरोबर.
आणि मोठे-मोठे कलाकार सुद्धा त्या वेब सिरीजमध्ये येतात, कारण की त्यांनाही समजलं की आताचं युग हे बदललेलं आहे. हे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती जास्त वळतात लोक आणि त्याच्यानेच आपल्याला कारण की प्रत्येक माणूस पैशांसाठी काम करतो आणि पैसा हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये सध्या जास्त आहे.
काम करतात. हो. हो. हो. जास्त आहे, नक्कीच. मग स्ट्रीमिंगसाठी कंटेंट तयार करताना नेमकी कोणती आव्हाने समोर येतात असं वाटतं त
हो.